<chuckles> एक ऊर्जा निर्माण होते तुमच्यामध्ये, खरंच तुमच्या बोलण्यावरूनच मला कळतंय का ते गाणं तुम्हाला किती छान वाटतं आणि किती जवळचं आहे ते गाणं. मग अजून काही <swallows> असे गीत आहे का तुमच्याकडे, का तुम्हाला ते आवडतात, ह्या व्यतिरिक्त अजून?
ऊर्जा निर्माण केली. येस, येस. हो, हो, हो. अ, हो. येस, येस. आहेत भरपूर गाणी आहेत ना. अ, मोटिव्हेशनल सॉंग मला आवडतात. मला भक्तिगीतं आवडतात, अ, अ, रोमॅन्टिक सॉंग आवडतात मला. सॅड सॉंगपण आवडतात. अ, असं बरीचशी गाणी आहेत अ, की मला ते आवडतात. त्यापैकी मग एक आहे अ, की "मैं ना भूलूंगा, मैं ना भूलूंगी. इन रस्मों को, इन कसमों को." ते थोडंसं छान गाणं आहे. त्यानंतर फनी जर गाणं म्हणाल तुम्ही तर मग ते आहे, "पग घुंघरू बांध मीरा नाचती." ते गा ते फार हां. फार मजेशीर गाणं आहे ते. तेही फार मजेशीर गाणं आहे. त्याच्यामध्ये पण फार अ, गाण्यामध्ये चढ-उतार आहे. त्यानंतर एक महत्वाचं गाणं आहे, की "इक हसीना थी, इक दीवाना था, क्या उमर, क्या समा, क्या ज़माना था." ते एका गाण्यामध्ये तर अख्खी कथा सांगितलेली आहे हो. आणि हो, हो, हो, फार अ, फार गमतीशीर गाणी आहेत, फार छान-छान गाणी आहेत.
अरे वाह! हो, हो. छान वाह, वाह, वाह! हां, वाह, वाह, वाह! किती छान आहे. हं, हं. हां. वाह, वाह, वाह! <laughs> किती म्हणजे गाणे बघा ना, किती आवडते की अ, जुने-जुने पण गाणे आणि किती हृदयाला त्यांचं संगीत लागून जातं ना. पहिले जे गाणे होते, ते खरंच खूप छान होते आणि. तुम्ही जे आता, जे मला गाणी पण सांगितले, आणि जे तुमचं आवडतीचं गाणं होतं, ते अमर अकबर अँथनीवालं, ते पण खूप सुंदर, आणि ते गाणं तुम्ही जगू राहिले, ही सगळ्यात मोठी गोष्ट. खरंच ना. म्हणजे बघा किती छान वाटलं आणि खरंच मला तुमची ही मजेशीर आणि एकदम हृदयाला प्रेरित करणारी जी गाणीच तुम्ही सांगितले, ते ऐकून मला खूप छान वाटलं. नक्कीच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल. बोलूया आपण. धन्यवाद!
फार मजा येते मला. हो, हो. येस, येस. छान, फार छान. हं. हं, हं. अकबर अँथोनीचं. हो. हां. येस. येस, येस. हो. हं, हं. हां. हां.